तर आत्ता, आपण ज्या पद्धतीने पाहतोय. की माणूस विकासाच्या मागं धावतोय आणि कुठेतरी त्याचं पर्यावरणाकडे, किंवा निसर्गाकडे लक्ष नाहीये. तर एक ह्या गोष्टींकडं लक्ष वेधून घेण्यासाठी, तर अशा कोणत्या छोट्या-छोट्या पद्धती आपण करू शकतो की ज्यावेळेस म्हणजे लोकांचं निसर्गाकडे आकर्षण निर्माण होईल, किंवा निसर्गाविषयी आकर्षण वाढेल. काय वाटतं तुम्हाला?
बघा लोकांचं निसर्गाकडं आकर्षण वाढवायचंय
हां.
तर अ, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे. तुम्ही घरी तुमच्या आहे त्या जागांमध्ये ना, कुंड्या लावा, वाफे तयार करा, आणि झाडं लावा.
हां. हां. आता बरोबर आहे की. पण आता कसं आहे की आता गावाकडं तर ही गोष्ट बरोबर आहे. तर गावाकडं लोक असतील तर घराच्या अवती-भोवती झाडं वगैरे लावतील, हे करतील. पण जे लोक शहरात राहतायेत, किंवा त्यांच्याकडे जागा कमी आहेत. तर त्या लोकांनी कशा पद्धतीने ह्या गोष्टींचं नियोजन करायचं. कुठली जागा वापरावी, आणि त्या ठिकाणी कुंड्या लावाव्या, किंवा झाडं लावावीत?
मी तर म्हणतो, जी जागा भेटेल ती लावायची घरात. इकडं कोपऱ्यात, तिकडं कोपऱ्यात भरून टाकायचं झाडांनी.
<laughs> बरोबर आहे की. तरी एखादी अशी कुठली जागा आहे की तिथं बाबा प्रत्येक व्यक्ती लावू शकतो, त्या जागेचा वापर ह्या गोष्टीसाठी करू शकतो. अशी एखादी जागा असू शकते ना, बाल्कनी वगैरे.
बघा, अ बघा जसं तुमचं हॉलमध्ये न किचनमध्ये जायचा रस्ता असतो हे ना बेडरूममध्ये? तो जो दरवाजा असतो ना तिथं मस्तपैकी एक मनी प्लांट लावून टाका 1 किंवा 2 आणि त्या मनी प्लांटला असं मस्तपैकी फिरवून घ्या. जेणेकरून तुमचं एक डिझाइन तयार होईल.
हां. बरोबर आहे. हां. हां.
आणि अ, त्या मनी प्लांटला असं थोडं सोडलं ना आपण पडद्याच्या ऍ अँगल बसवलेला असतो त्याच्यावर तर मस्त पडद्याचं पण काम करेल त्याला सरकून जायचं, आतमध्ये परत सरकून यायचं.
अ, हां. हं. हां. हां. खरंय की, ह्या आयडिया खरंच म्हणजे फार छान आहे म्हणता येईल.
नाही, मी केलंय म्हणून म्हणतो डेकोरेशन लई भारी दिसतं ते हां. खूप भारी.
होय. नाही खरं आहे की पण ह्याच्यामुळं असं ह्या गोष्टी होत नाहीत का की, आता त्या झाडांवरती किडे सुद्धा असतात, मुंग्या असतात. मग ह्या गोष्टी घरात ताप देत नाहीत का कधी?
नाही. नाही, नाही. माझ्या घरी नाही येत तसलं काही. मी ते अ, मा
कसं काय? म्हणजे ह्या गोष्टी येऊ नयेत म्हणून तुम्ही काही काळजी घेता वगैरे किंवा काही औषध फवारणी असेल?
हां, बघा. अ, फवारणी नाही करत मी. अ, मी काय करतो, तुम्हाला सांगतो. कीटकनाशक नाही टाकत मी जास्त करून, मी हे करतो, की माती टाकताना आहे ना सगळ्यात पहिले कोकोपीट अ, पावडर असते ती टाकतो नारळाची दशेपासून बनलेली पावडर.
हां. हां. कोकोपीट पावडर म्हणजे काय असतं नक्की त्यात?
अ, नारळ्यांच्या दशापासून बनवलेलं असतं ते पाऊडर.
होय, म्हणजे ओलावा वगैरे रोखून धरत असं काही काम करता का? किंवा त्यात व्हिटॅमिन मिनरल्स असतात काय, खनिज वगैरे?
हां, हां, हां. अ, हां, त्या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये, म्हणजे असं धरून ठेवतात बघा आणि वर्मी कंपोस्ट असतं तर ते टाकतो मी आणि अ, नीमखळी टाकतो.
होय. होय, म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यात कीटक वगैरे येत नाहीत का घरात या गोष्टींमुळे?
हां, नाही येत मातीचे चांगले एकदम म्हणतात ना भुसभुशीत राहती आणि दसऱ्याला म्हणजे काय आहे ना मी नीमचं तेल असतं ना
हां.
त्याचा स्प्रे करतो झाडांवरती. ते कडू वासानी पण ते कोण येत नाही जवळ, नाही का?
अरे वाह! <laughs> बरोबर आहे की. आता हे कसं आहे की आता घरात ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी लावणार त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींना पाणी ही द्यावं लागणार. बरोबर आहे का नाही? तर पाणी देताना बऱ्याचदा काय होतं की आपण खालून भोळ पाडतो, का तर जास्त पाणी दिलं तर ते खालनं झिरपून जावं म्हणून. तर त्या गोष्टीचा कधी राडा किंवा चिखल वगैरे होत नाही का? की जेव्हा घरात बाबा त्या गोष्टी लावल्यानंतर त्या गोष्टीचा थोडा त्रास होत आहे, अस्वच्छता होते असं नाही?
हां. नाही होत. नाही होत. तुम्हाला पाहिजे ना तुम्ही हायड्रोपोनेट पण करू शकता. त्यामध्ये तुम्ही अ, हा जसा समजून घ्या तुम्हाला सोप्पं सांगतो. समजा एक आईसक्रीमचा कोन आहे.
होय, म्हणजे हा काय प्रकार असतो? हां. हां, आईस्क्रीमचाचा कोन. हां, आला लक्षात.
कोन नाही, कप आहे कप. आईस्क्रीमचा कप आहे. त्यामध्ये तुम्ही अ, जसं नारळचे दशा असतात ना, त्याचं एक अ, गठ्ठा बिस्किट करून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही एखादं झाड लावलं, हां?
हां. हां. हां.
आता ते झाड आहे ना, त्या अ, ह्याच्यामधून अ, उगणार आणि मुळं सोडणार, हां? आणि जे पाणी आहे ना, तुमचं पाणी, ते अ, त्यात येत राहणार सारखं वरनं खाली, वरनं खाली. जसं खाली तुमच्या डिशमध्ये पाणी आहे आणि ते आईस्क्रीमचं कप आहे, त्यामधून अ, पाणी खाली अ, पडणार एक्स्ट्राचं अन् परत ते त्याला नारळाच्या अ, ज्या भुसा आहे, त्याला परत ते भिगवणार. असं फिरत राहतं ते कंटिन्यू.
हां, बरोबर आहे की. हं. हां. हं. उम्म, हां. अरे वाह! म्हणजे हां, म्हणजे ही गोष्ट म्हणजे आयडिया खरंच म्हणजे तशी फार छान आहे. तुम्ही सुद्धा ही घरात वापरली का म्हणजे आयडिया?
हो. अ, मी तर नाही केला हायड्रोपोनिक. एवढा माझं मी कशाला करू? माझ्याकडं वाफे आहेत ना, माती आहे, त्यामुळे मी ते नाही केलं. पण अ, मी हे बघितलंय आजकाल अ, म्हणतात ना, अ, हायड्रोपोनिक नी ते अ व
हां, बरोबर आहे. ते पण आहे.
बटाटे वगैरे, सगळंच उगवलं जातंय.
हां. होय. म्हणजे थोडक्यात हां, म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे कसं आहे की ह्यात नंतर तर 2 गोष्टी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे एक म्हणजे लोकांमध्ये निसर्गाविषयी आवड सुद्धा निर्माण करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या भाज्या वगैरे आपल्याला ज्या काही घरात खायला वगैरे लागतात दररोज, म्हणजे त्या भाज्या सुद्धा उगवू शकतो का आपण घरात?
ज्यानी जैन लोकं खाऊ शकतात. तेच बटाटा हां. हो. नक्कीच. अ, तुम्ही जसं ना लेटेस्टची काही व्हिडिओ नरेंद्र मोदींनी टाकली होती. त्यामध्ये त्यांनी ते हायड्रोपोनिक अ, शेती दाखवली होती एकाची. त्यामध्ये त्यांनी अशा बटाटा विना मातीचा वापर करून बटाटा वगैरे उगवला होता.
हां. अरे वाह! <chuckles> खरं आहें की म्हणजे ही कल्पना बरीच छान आहे अन् त्या कल्पनेला म्हणजे आपण अस्तित्वात सुद्धा आणलं आहे म्हणता येईल, की मी कधी ऐकलं नव्हतं ह्या गोष्टीबद्दल हां.
हां, हां, हां. हो, तुम्ही बघा ना मशरूम पण तसंच उगवलं जातं. मशरूम पण तसंच ना भुस्यापासून किंवा नारळच्या ह्याच्यापासून अ, किंवा अ, म्हणतात ना त्या गोष्टींपासूनच उगवतात, गव्हाच्या फाड्यापासून मिक्स करून, नाही का? तसंच तसंच ते अ, झाड उगवलं जातं आणि खूप चांगलं टिकतं. त्याला अ, म्हणतात ना, थोडा आपल्याला अ, लाईट्स वगैरे, त्याला द्यावा लागतात सूर्यप्रकाश किंवा वरती टेरेसवर पण करू शकतो आपण. पण अ, एक चांगला उपाय आहे नाही का ते अ, झाड वाढवण्याचं.
हां. बरोबर आहे की. हां. हां, नाही, आयडिया खरंच चांगली आहे म्हणजे. पण आता आपण ज्या पद्धतीने आत्ता तुम्ही सांगितलं की उम्म, झाडांना म्हणजे सूर्यप्रकाश सुद्धा फार महत्वाचा असतो. पण आता जी लोक शहरांमध्ये राहत आहेत किंवा अपार्टमेंटमध्ये राहतात, तर त्यांचं कसं असतं की त्यांना फक्त म्हणजे अ, बाल्कनी जी असेल, किंवा खिडकी असेल तिथूनच सूर्यप्रकाश आत येऊ शकतो. मग ह्या गोष्टींचा कशा पद्धतीनं आपण म्हणजे झाडं कुठं लावलेली सगळ्यात चांगलं आहे? किंवा सूर्यप्रकाशासाठी काय करावं?
हां. हो. अ, बघा, झाडं कुठेही लावा, कमीत कमी 4 तास त्याला अ, सूर्यप्रकाश भेटला पाहिजे. किंवा अशी पण खूप झाडं आहेत. त्यांना सूर्यप्रकाशाची गरज नाही आहे.
हां. होय म्हणजे सूर्यप्रकाशच लागत नाही त्या झाडांना!
ती पण झाडं लावू शकतात. नाही, नाही अशी खूप सारी झाडं आहेत जी घरातच उगतात. अ, तशी पण झाडं तुम्ही लावू शकता, कलरची झाडं असतात ती. आणि अ, म्हणतात ना अ, त्याला काही तुम्हाला लागणार नाही किंवा तुम्ही एखादं अ, म्हणतात ना अ, ट्यूबलाइट वगैरे लावून सुद्धा त्याला एक प्रकारे अ, इम्युनिटी करू शकता, नाही का, सूर्यप्रकाशाची. आज-काल करतात लोकं. आणि अ, म्हणतात ना की तुम्ही अ, विंडोमध्ये अ, हर्ब जार लावा किंवा एखादं ग्रो बॅग असती, त्यामध्ये लावा, कुंड्या कुंड्या घेण्यापेक्षा. त्यामध्ये तुम्ही खूप चांगलं भाज्या-बिज्या उगवू शकता. तुमच्या गॅलरीमध्येच तुम्हाला पाहिजे तेवढं न म्हणजे अ, 10-20% तुम्हाला भाजी वी तिथून भेटून जाईल.
खरं आहे की. हं. हां, हां, बरोबर आहे की. खरं आहे की. होय. मग काय खरं आहे की म्हणजे दोन्ही गोष्टी होऊन जातात आणि त्यात.
आणि जास्त कमी जागेत जास्त शेती बनती, हां आणि अ, म्हणतात तुम्ही फुलांची झाडं लावा, झेंडूची लावा, गुलाबाची लावा, हां चाफ्याची लावा. तर अ, अशा तुम्ही लावलं अन् सदाफुलीची लावा. हे लवकर चांगलं उगतात आणि जास्त अ, मजबूत टिकतात. तर त्याला तसली झाडं लावली, तुम्हाला काय आहे ना की अ, खूप चांगल्या रीत्या तुम्ही घरीच अ, छोट्या पद्धतीने निसर्ग तयार करू शकता अन् ज्यामध्ये तुम्ही मस्तपैकी अ, पानांचा सुगंध, फुलांचा रंग, वाह! <smacks lips> माझ्या घरी तर खूप भारी मी टेरेसवर केलेलं आहे.
बरोबर आहे की. हां. खंर आहे की. हं. बरोबर आहे की. <chuckles> खरं आहे की. आता पण तरी पण हे कसं आहे की आता आपण घरातच जर का निसर्ग तयार करणार आहोत, तर आता म्हणजे ह्या गोष्टी पण आहेत की एक म्हणजे एक अ, कॅटेगरी ही येते की त्यात आपण ह्या गोष्टी ठेवू शकतो की त्यातून फळभाज्या वगैरे आपण घेतोय. आणि एक असं सुद्धा आहे की काही झाडं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन किंवा हवा शुद्ध करायचं सुद्धा काम करतात. मग त्यात मनी प्लांट असेल किंवा स्नेक प्लांट असेल. हां, तुळस असेल, स्नेक प्लांट असेल. मग ह्या गोष्टी तुम्ही कुठं लावल्यात तुमच्या घरात? आता कसं आहे की झोपताना आपण बेडरूममध्ये जास्त करून हवा शुद्धीकरणाचं काम जास्त महत्त्वाचं आहे. मग तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये वगैरे ही झाडं लावली आहेत का? की तुळस असेल किंवा अ, मनी प्लांट, स्नेक प्लांट?
हां, हां. हो. तुळस असेल. हो. अ, नाही अ, आम्ही घरात नाही लावलेत आमच्यावर टेरेसवर लावले
होय, म्हणजे पण ते
टेरेसवर आमच्या खूप जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस करतात ती झाडं. आणि खूप झाडं लावलेत मी टेरेसवर
हां, म्हणजे तुम्ही अपार्टमेंटमध्ये नाहीयेत का तुम्ही?
अ, नाही आमची स्वतःचीच बिल्डिंग आहे.
होय. मग, <chuckles> मग तुमच्यासाठी फार छान आहे.
आणि आमच्या अ हां. 3rd फ्लोरला आमचं अ, फ्लॅट असल्यामुळं 4 फ्लोरला आमचं मोठी गॅ अ, टेरेस आहे. हां, त्या टेरेसवरती मी पूर्ण म्हणतात ना वाफे बनवलेत मस्तपैकी झाडं-बिडं लावली आहेत. खूप प्रकारचे लावले आहेत. तुम्हाला सांगतो भेंडीची झाडं लावली आहेत. अ, परत कारल्याची झा अ, वेल लावली आहे मी. आणि अ, झेंडूची झाडं लावलीत, गुलाबाची लावलीत, मोठी तुळस आहे. राम आणि कृष्ण तुळस दोन्ही आहे. आणि अ, म्हणतात ना अ, त्याला एका साइडला असं ठेवलं आहे की त्यांना एकदाच ऊन भेटेल, 4 तासाच्या नंतर नाही भेटणार.
अरे वाह! बरोबर आहे की. खरंय खरंय. हां, म्हणजे-म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होऊन जात आहेत. पण आता ह्यात कसं की तुम्ही आता एवढी झाडं लावल्यात म्हणजे बरेच म्हणजे जास्त प्रमाणात झाडं लावल्यात. मग हे काम तुम्हाला एकट्याला तर जमणार नाही. मग घरातली मुलं किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्ही कशा पद्धतीने ह्या प्रकल्पात शामिल करून घेता?
अशाच ठेवलाय. नाही मला एकट्याला जमतं. माझी आजी पाणी देते कधी-कधी मी बाहेर गेलो असेल, कुठं गावाला असेल तर. आणि मी त्याला काय केलंय
<chuckles> मग घरात तुमची छोटी मुलं वगैरे नाहीत का मदत करत? की काय बाबा, ए बाबा, आज बाबा, त्यातली खराब खराब कुठलं पानं दिसतंय ते खराब पानं काढायचं काम तुझं किंवा बाबा पाणी द्यायचं काम तुझं. सगळी कामं तुम्हीच करता म्हणजे. घरात जर का तुम्हाला कोणाला शामिल करून घ्यायचं असेल, या प्रकल्पात तर म्हणजे तुम्ही कशापद्धतीने करू शकता तरी?
नाही घरात छोटी मुलं नाही आहे माझ्या. नाही मीच करतो ते. हां, मीच करतो. अ, मी त्यांना दाखवून शिकू शकतो पण माझ्या घरात कोणाला सामील करत नाही, मलाच आवडतं ते करायला.
<laughs>
ते वेगवेगळ्या आळ्या त्याच्यावरती बघायला आवडतात. निसर्गातल्या आहाहाहाहा! एवढं भारी-भारी कीटक बिटक बघतो ना मी, मला खूप भारी वाटतात ते नाही का? त्याच्यामध्ये नवीन-नवीन फुलपाखरू येतात आणि सगळ्या गोष्टी.
हं, हं, हं, हं. नाही, बरोबर आहे की. काय म्हणजे असे मजेशीर प्रयोग काय करता तुम्ही अजून त्यात? निरीक्षण करणं आलं, अजून दुसऱ्या काही गोष्टी किंवा
अ, मजेशीर प्रयोग म्हटलं ना तर अ, म्हणजे मजेशीर असं झाडं मी बघतो ना, तेच मला मजेशीर वाटतात, आनंद देतात आणि अ
हं. <chuckles> म्हणजे थोडक्यात त्या दररोज किती त्यांची वाढ होती, काय होते किंवा त्याच्यावर जे काही फिरणारे किडे वगैरे असत्याल, त्यांचं सुद्धा निरीक्षण करता का तुम्ही?
हां, वरच्या साइडने त्यांना कधी-कधी कट करतो. हां, किड्यांचं निरीक्षण मला जास्त आवडतं. त्याचे फोटो काढायला जास्त आवडतात. वेगवेगळ्या किड्यांचे आणि अ, म्हणतात ना, बिटर बिटर येतात कधी-कधी ते बघायला भेटतात मला आणि अ, म्हणतात ना अ, ते कंपोस्टिंगपण मी घरीच करतो.
हं, बरोबर आहे की. होय.
पानं असतात ना ते झाडांचे जे एक्स्ट्राचे, त्यांना अ, तोडून मस्तपैकी त्यांची कंपोस्टिंगसुद्धा मी घरच्या घरी करतो. जेणेकरून म्हणतात ना अ, खूप भारी खत भेटतं मला आणि अ, फुलंपण असतात एक तुटून पडतात खाली नाही का, त्यांचं पण कंपोस्टिंगमध्ये मी वापर करतो. घरातला कचरा असेल भाज्यांचा वगैरे तर सगळ्यांना मिळून मी कंपोस्टिंग करत असतो आणि अ, म्हणतात ना अ, सगळ्या झाडांवर मी खूप काळजी घेतो, जसं काही ती माझी मुलंच आहेत.
हं, हं, हं. अरे वाह! अ, हां. हं. <laughs> बरोबर आहे की. पण आता कसं आहे कि निसर्गात फक्त झाडच येत नाहीत ना तर पक्षी, मधमाशा हे कीटक ह्या सुद्धा गोष्टी येतात. मग तुम्ही तुमच्या आता बरेच जण काय करतात की टेरेस जर का असेल तर त्याच्यावर तांदूळ किंवा धान्य पसरून वगैरे टाकतात पक्ष्यांसाठी वगैरे. तर असे काही प्रकल्प राबवता का तुम्ही घरात तुमच्या?
हां. माझ्या घरात अ, पक्षी येतात ना. मी रोज त्यांना दाणे टाकतो.
होय म्हणजे रोज टाकता का? क एकाच दिवशी असं पूर्ण अप म्हणजे टेरेस वगैरे भरून असं टाकून ठेवता अशा पद्धतीने?
रोज, रोज. मी कठड्यांवर टाकतो, आख्खं.
हां. म्हणजे कडेकडेला टाकून ठेवता का? म्हणजे कटाड्याची ज्या भिंती असतात त्या भिंतीच्यावर असे एखादे.
हां, हां. आणि खालीपण टाकतो. ते येऊन खाऊन जातात सगळं. त्यांना आवडत नाही का. आणि अ, खूप सारे अ, पक्षी येतात कावळे जास्त येतात, कबूतर येतात, पोपट येतात आणि कधी एक
हं. <chuckles> ह्या पक्षांमध्ये तुम्ही काय भेदभाव करता का असा? कि बाबा कावळे आले तर, कावळे आले तर हाकलून लावा, कबूतर आले तर हाकलून लावा. चिमण्यांना जास्त करून प्राधान्य देता असं <chuckles> काय? <chuckles>
नाही, काही करतं. नाही, नाही. नाही, नाही, नाही. नाही, असं काही नाही. मला सगळे प्राणी सारखेच आहेत ना, आणि मला प्रत्येक कीटक, प्रत्येक अ, वस्तू माझ्यासाठी सेमच आहे. तेवढाच त्यांच्या जीवाचं महत्त्व आहे जेवढं माझ्या जीवाचं महत्त्व आहे मला. आणि
बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात पारिस्थितिक तंत्रात जे संतुलन आहे, गरजेचं आहे. गरजेचं आहे हे म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे.
हो. आणि साळुंके हां, साळुंका पक्षी असतं ना, साळुंका ते साळुंके हां ते, अ, ते पण येतात. पण ते अ, ह्या पक्ष्यांमध्ये मिक्स नाही होत, त्याला आवडत नाही. मग त्यासाठी वेगळी अ, कोपऱ्यात टाकतो मी तो तिथे जाऊन गुपचुप खाऊन जातो.
हां. आलं की लक्षात. <chuckles> म्हणजे थोडक्यात तुम्ही बारीक निरीक्षण करताय आणि पक्षी कशा पद्धतीने आहे, त्याचा व्यवहार जाणून सुद्धा ह्या गोष्टींची काळजी घेत आहे की कुणाला कशा पद्धतीने काय लागतंय वगैरे.
हां. हो, आणि सीझनल झाडं लावायचं अ, काम करतो मी. शक्यतो कोथिंबीर वगैरे जास्त उगवतो. कोथिंबीर आम्हाला खूप लागते आणि लिंबूचं पण एक झाड लावलेलं आहे. ते मोठं झालं आहे चांगलंच आणि त्यातनं लिंबू सुद्धा येतात, नाही का. मस्त वाटतात ते वास एवढा भारी येतो ना, आजकालचे बाहेरचे लिंबूंना वासचं नाही आहे.
<chuckles> नाही, खरं आहे की. हं, हं. नाही ते पण आहे. मग तुम्ही असं कधी करता का की लोकांनासुद्धा ह्या गोष्टीची आवड निर्माण व्हावी निसर्गाबद्दल. मग कधी लोकांना कॅम्पिंग करून किंवा लोकांना गोळा करून की आपण एखाद्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी जाऊयात. अशा काही गोष्टी करता का नाही?
हां. अ, नाही तशा गोष्टी मी केल्या नाही. पण मी माझे व्हिडिओ टाकतो लोकांना दाखवण्यासाठी की "बघा असं करू शकता, तुम्हाला ह्या झाडाला एवढं कापायचं आहे." थोड्या-थोड्या दिवसांनी या सीझनमध्ये तुम्ही असं झाड लावा आणि मी थोडं ते अ, ए-आय वगैरे वापरून माहिती घेतो.
हां. म्हणजे माहिती देणारे व्हिडिओ तुम्ही जास्त टाकता म्हणजे थोडक्यात लोकांना.
हां, मी ए-आय वरून माहिती घेतो आणि मग त्यांना प्रॅक्टिकल्स देतो, की तुम्ही अशा प्रकारे स्प्रे बनवा. नीमच्या पाव नाही का? रसाचा पानांचा नीम खाईपासून नीमचं तेल. हे मग आजची व शि शिंपडा झाडांवरती आणि अ, म्हणतात ना अ, माती बनवताना कोकोपीट पावडर वगैरे. सगळं अ, मिक्स करा. व्हर्मी कंपोस्ट मिक्स करा आणि व्यवस्थित ग्रो बॅगमध्ये लावा सगळ्यात पहिले. सगळ्यात पहिले मी काय करतो ना अ, ट्रेमध्ये पण लावू शकता तुम्ही. असं छोट्या ट्रे असतात ना, किंवा चहाचे कप असतात बघा, ते 10 एम-एल, 20 एम-एल, 25 एम-एल काय असते ते. त्यामध्ये पण लावा धान्य आणि मग ते उगलं की त्यानंतर मग मातीमध्ये शिफ्ट करू शकता तुम्ही. ते पण करू शकता.
अरे वाह! बरोबर आहे की. अ, किती छान गोष्ट आहे म्हणजे. हां. हां. हां. आलं की लक्षात. हां. म्हणजे आता
सकाळ संध्याकाळ थोडं पाणी द्या. अ, आणि अ, जास्त करून म्हणतात ना पावसाळ्यात पाणी नका देऊ. त्यावेळेस पावसाचं पाणी पडतच असतं आणि जास्त पण पाणी पडू देऊ नका साईडला खड्डा करून मी हे केलं आहे की जे पाणी निघून जाईल आणि हिवाळ्यात पाणी देतो मी रोज थोडं-थोडं. आणि अ, उन्हाळ्यात पण देतो. उन्हाळ्यात जास्त द्यावं लागतं. फक्त हिवाळ्यात थोडं देतो का माहिती आहे का रोज-रोज पाणी नका टाकू. रोज-रोज टाकलं ना तर त्यांची मूळ मुळं खोलपर्यंत जात नाही.
हां. हां. हां. हां. आता ही होय असं पण असतं काय? पण आता ही गोष्ट तर झालीच पण मग जे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही जागृती करून आणताय, तर त्या जागृतीत तुम्ही फक्त वनस्पतीबद्दलच माहिती देता की ह्यात पक्ष्यांचाही स समावेश करता, की बाबा उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी ठेवा किंवा लोकां धान्य टाका त्या लोकांनी त्यांना टाकावं वगैरे ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही जागृती करता का?
हां. म्हणून त्याला पाणी रोज नका देऊ. सगळं, सगळं. सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे माहिती आहे का? अ, माझ्या आईसाठी मी झाडं लावली आहेत. कारण की ऑक्सिजन चांगला अ, भेटावं शहरामध्ये राहूनसुद्धा नाही का. आणि ही कल्पना मला दिल्लीतल्या एका माणसाकडनं भेटली. त्याला बायकोला आजार झाला होता तर त्याने सुद्धा अख्ख्या घरालाच ग्रीनरी बनवून टाकलं. त्याच्या घरच एकटं 70% ऑक्सिजन प्रोड्यूस करते.
हां. हां, हां. बरोबर आहे की. अरे बापरे!
<chuckles> तर असं
म्हणजे किती मोठी गोष्ट आहे म्हणता येईल.
हां. म्हणून मी ती आयडिया घेऊन मला पण ते अ, केलं की मला पण ऑक्सिजन चांगला भेटला पाहिजे शहरात राहून, नाही का.
<chuckles> नाही बरोबर आहे की. म्हणजे तुमच्या बरोबर म्हणजे बोलून या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की कशा पद्धतीनं आपण की एक निसर्गामध्ये जरी जाता येत नसलं आपल्याला तर निसर्गाची जर का आकर्षण आपल्याकडे असेल तर कशा पद्धतीनं आपण घरातच निसर्ग बनवू शकतो. आणि ज्या लोकांना ह्या गोष्टीची आवड नाहीये किंवा आकर्षण नाहीये त्यांना सुद्धा अशा पद्धतीनं जागृती करून किंवा ह्या गोष्टी करून आणून आपण त्यांच्यात सुद्धा एक आकर्षण निर्माण करू शकतो. म्हणजे खरंच फार छान चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडनं ही माहिती मला मिळाली. आणि नक्कीच अशी माहिती पुन्हा मिळत राहावी. नक्कीच आपण पुन्हाही भेटूयात.
नक्कीच. हो. खूप खूप धन्यवाद. हो. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.